आपल्या पहिल्या नोकरीची आठवण एक औरच असते. अ, तुमची पहिली नोकरीची काय आठवण आहे का? ती कशी लागली? कसं तुमचं होतं सुरुवातीचा खटाटोप?
हो, हो, अगदी. म्हणजे खरंच तुम्ही जसं म्हणालात ना, की पहिल्या नोकरीची जी आठवण असते ती काही औरच असते. कारण आपण आपल्या कामाला किंवा करियरला सुरुवात करत असतो ना.
हं, हं. हां.
आणि अ, मला आठवतंय की अ, मी ना त्याच्या अगोदर आमच्याकडे एक अ, म्हणजे अकाउंटंट होते आणि तिथे ना तेव्हा रिसेप्शनला म्हणजे असं म्हणतात ना की 2-3 तास जाऊन बसायचे.
हां.
की काय करतात?
अच्छा.
किंवा काम कसं असतं वगैरे-वगैरे. पण माझ्या क्षेत्रातलं ते काम नव्हतं.
हं, हं, हं. अच्छा.
पण मग अ, नंतर ना, आम असं म्हणतात 1-2 महिन्यांनी जेव्हा माझा रिझल्ट लागला, सगळं झालं. त्यानंतर मग मी हळू-हळू अ, थोडं नोकरीवर वगैरे ॲप्लाय करायला सुरुवात केली.
हां, हां.
आणि एक दिवशी अ, मला कॉल आला की, अशा-अशा दिवशी इंटरव्ह्यू आहे आणि हे असं-असं आमचं म्हणतात ना, की एक अ, कंपनी आहे, असं जॉब प्रोफाइल आहे. तुम्हाला करायला आवडेल का?
अच्छा. म्हणजे तुम्ही असा प्रयत्न केला होता, म्हणजे इथे-तिथे शोधायला वगैरे सुरुवात केली होती. म्हणजे नेमकं काय केलं होतं? म्हणजे कुठे अ, असे जे एजन्सीज असतात तिथे नाव दिलं होतं का ऑनलाईन?
आणि हो, हो. नाही, अ, जे आपलं Naukriचं ॲप असतं ना
हां, हां.
तर त्या Naukri ॲपवर मी अ, माझा रिझ्यूम टाकला होता आणि ऑनलाईनच म्हणजे नोकरीला सुरुवात केली होती. त्यावेळी मला वाटतं Monster वगैरे पण बरेच अजून 1-2 साइट्स होत्या.
अच्छा. हं. हो, हो, हो.
तर तसं मी सुरुवात केली होती आणि जसं तुम्ही म्हणालात ना एजन्सी वगैरे
हं.
तर मला आठवतं आहे, एक चर्चगेटला एजन्सी होती, आता नाव आठवत नाही आहे मला. पण तिथे मी, पर्सनली जाऊन म्हणजे माझा रिझ्यूम देऊन आले होते की जर म्हणतात ना की अशा चांगल्या मोठ्या कंपनीत. जर कुठे जागा असेल तर, म्हणजे नक्कीच मला करता येईल. तर असं मी सा चाललेली माझी थोडी धडपड की बघूया, करूया आणि अशातूनच हा फोन आला आणि म्हटलं आईला सांगितलं मी की "बघा, मला आता फोन आला आहे असा-असा, तयारी करून"
हरकत नाही. हं, हं. अच्छा. हं, हं, पहिला इंटरव्ह्यू, कसं वाटलं मग? काय-काय केलं मग पहिल्या इंटरव्ह्यूसाठी?
बापरे! मी खूपच वाचून गेले होते आणि त्यांनी काहीच विचारलं नाही तसलं.
अरे बापरे! म्हणजे काहीच नाही. म्हणजे तुम्ही एकदम पोटात अ, कसं होतं, म्हणजे काय अनुभव होता तुम्हाला जाईपर्यंत आणि आतमध्ये गेल्यावरती?
हो, हो. हां, हां. कारण जसं तुम्ही म्हणालात ना, की तो पोटात गोळा येणं आणि असं वाटतं की आपल्याला आपण आता म्हणतात ना की त्या भीतीने आणि ते एक दडपण आहे की अरे आपलं कसं होईल, काय होईल? आणि तर म्हणजे खूपच अ, मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे. त्यामुळे अ, ते दडपण आणि ते एक प्रेशर असतं कुटुंबाकडूनही की
हं, हं, हं. हं, हं. हो, हो. मग अचानक समोरच्याने काहीच विचारलं नाही, तर तुम्हाला एकदम असं हलकं वाटलं असेल.
हां, म्हणजे त्यांनी अ हो, हलकं तर वाटलं आणि अगदी त्यांनी ना एक टेक्निकल टेस्टचा राउंड होता, तर त्याच्यामध्ये मग त्यांनी म्हणजे आमच्या माझ्या शिक्षणाशी संबंधित आणि प्रोफेशनल करियर वगैरे असे बरेचसे टेक्निकल त्यांनी एका प्रोजेक्टमध्ये ना ते प्रश्न विचारले होते.
हां, हां. अच्छा!
पण अ, हां आणि ते मी अ, तिथे ना ते सबमिट केल्यावरच तुम्हाला असं एक अ, पटकन दिसायचं की आता तुम्ही क्लिअर झालाय आणि तिथे एक अ, नोटिफिकेशन ए आ आलं होतं, की तुम्ही पुढच्या राउंडसाठी थोडा वेळ बसा.
अच्छा! हं, हं. हां. हं. म्हणजे एक राउंड झाला. टेक्निकल राउंड झाला आता पुढे. हं. हं, हं.
आता पुढे आणि मग जसं माझा टेक्निकल राउंड कंप्लीट झाला आणि मग मी मीच अ, म्हणजे असं म्हणू शकतात ना की एक अ, बावरलेल्या अवस्थेत त्यांनाच विचारलं, की तुम्हाला काही प्रश्न विचार आहेत का अजून? तर ते हसून म्हणाले, "नाही, नाही. आम्ही अ, म्हणतात ना की जे ए इंटर्न्स वगैरे आहेत त्यांना काही जास्त प्रश्न विचारत नाही. तुम्ही घाबरू नका," म्हणून. त्यांना कळलं मला बघून. <laughs>
अच्छा! <giggles> हो, त्यांनीच तुम्हाला एकदम अ, हे केलं असेल रिलॅक्स अ, एकदम हां, व्यवस्थित. त्यांनी पण ओळख जाण जाणलं असेल त्यांनी अन् त्यांनी तुम्हाला अ, एकदम बरं वाटलं असेल.
कम्फर्टेबल केलं. हो. हो. पण अ, ते म्हणतात ना ती काचेची बिल्डिंग एवढी मोठी आणि पहिल्यांदाच रिसेप्शनवर ती मुलगी बसली होती, तिचा एवढा छान मेकअप, तिचे कपडे आणि अ, काय म्हणतात ती ते कॉर्पोरेट विश्वाची एक अ, झगमग
हम्म. अच्छा, अच्छा. हं, हं.
आणि त्या मुली अशा छान उंच टाचांचे ते चपला घातलेल्या आणि व्यवस्थित त्यांचे केस म्हणतात ना असे स्टाईल केलेले.
हं, हं.
हं. कानातले पण असे छान. आणि मला असं वाटत होतं, "अरे, मी कुठेही फिट होत नाहीये इथे."
का म्हणजे तुमचं कसं अटायर होतं? म्हणजे
अगदी साधा आपला पंजाबी ड्रेस, वेणी घातलेली, अ, अगदी हातात रुमाल. म्हणजे म्हणतात ना, की एक अ, हं. <chuckles> अगदीच. <chuckles> होय, म्हणजे अ, ते जसं तिथे वातावरण जसं तिथे तर तसं तर माझा नक्कीच पेहराव नव्हता. आणि कदाचित पहिलीच नोकरी होती. त्यामुळे ते माहितही नव्हतं
अच्छा.
की नेमकं कसं तयार होऊन जायचं. आणि इतकं इंटरनेटवर, YouTube वगैरे तेव्हा इतकं प्रचलित नव्हतं.
हं. बरोबर, बरोबर. ते हल्ली.
हं, हं. म्हणजे आता
मग कसं केलं, काय केलं म्हणजे अ, त्या इंटरव्ह्यूनंतर काय झालं मग?
नाही, मग अ, लगेच माझ्याकडे काही जॉब नव्हता. मग त्यांनी मला सांगितलं की 4 दिवसांनी सोमवारी माझं जॉइनिंग डेट होती. आणि मी ते तिथे बघितल्यावर, इतकं भारावून गेले होते ना, की असं नाही आहे की तुमच्याकडे पैसे नाही आहेत. पण हे तुम्हाला माहित नाही आहे, की कसं, कुठे जावं, काय घालावं? ते कदाचित मी कधीच बघितलं नव्हतं. मग अ, माझ्या शेजारी माझ्या एक ताई होत्या, त्या जायच्या असं ऑफिसला. मग मी त्यां त्यांना म्हणजे म्हणतात ना, की अक्षरशः त्यांच्या मागे लागले, की "नाही, मला तुम्ही सांगा की काय-काय कपडे घालायचे?" आणि मग अ, 3 महिने जवळपास तो ट्रेनिंगचं चाललं आमचं. आणि हं. शेवटच्या
हां. हं, हं. हं. हो, हो. हं. अच्छा. मग त्या ट्रेनिंगबरोबर, तुमचं ड्रेसिंगचं ट्रेनिंगपण झालं असेल. मग जॉबमध्ये एंट्री व्यवस्थित झाली वाटतं. <chuckles>
हो. हो. हो, हो. आणि अ
पण तुम्ही हे नाही सांगितलं जेव्हा तुम्हाला जॉब लागला आणि पुढच्या सोमवारी यायचंय म्हंटल्यावर घरी कसं वाटलं? <chuckles>
हम्म. हम्म. हां! घरी तर म्हणजे म्हणतात ना, की आईने तर म्हणजे खरंच देवासमोर साखर ठेवली आणि मला ना विश्वास बसत नव्हता सुरुवातीला की अरे खरंच आपल्याला जॉब लागलाय?
हो. अरे हां, आणि लगेच पहिल्या ह्याच्यामध्ये! कारण की लोकं किती खटाटोप करतात. म्हणजे काय, काय करतात, चार चार 5-5 10-10 इंटरव्ह्यू देतात. तुम्हाला पाहि हं.
हो. आणि नाही, नाही. मी खरं सांगते तुम्हाला. मला वाटतं मी दुसरा किंवा तिसराच इंटरव्ह्यू दिला असेल हा. आणि बाकीचे हो.
अच्छा, म्हणजे तिसरा हो, दुसरा, तिसरा म्हणजे पहिले झाले होते. अच्छा, हां, जो तुमचा आधीचा छोटा जॉब होता त्याच्याबद्दल बोलताय का?
तो, तो आणि अजूनही मला वाटतं मी एक अ, एक जवळपास इंटरव्ह्यू दिला होता या कंपनीच्या अगोदर.
अच्छा. मग कॉर्पोरेटवाला हा पहिला होता?
हो. कॉर्पोरेटवाला हा पहिला होता.
अच्छा. मस्त ना. म्हणजे
हो आणि खरं सांगायचं ना, तर असं झालं होतं की, अरे आपल्याला हे मिळाले आणि इतक्या मोठ्या कंपनीत. आणि पगारही बऱ्यापैकी चांगला होता आणि मला असं वाटलं, अरे वाह! म्हणजे खरंच आणि ते म्हणतात ना की कदाचित सुरुवातीला थोडं मला जड गेलं पचवणं की, अरे मिळालाय जॉब पण नंतर मग
चांगलं होतं. हं, हं. म्हणजे घरी जाईपर्यंत असं तुम्हाला तुम्हालाच खरं वाटत नव्हतं. <chuckles> म्हणजे हातातच जॉइनिंग लेटर वगैरे होतं?
हो. हो, हो. हो, हो, हातातच. त्याच दिवशी मला लगेच अ, जॉइनिंग लेटर त्यांनी दिलं. तीच त्यांची म्हणजे अ, तसंच त्यांनी लिहिलं होतं की एकाच दिवसात तुम्ही इंटरव्ह्यू द्या आणि जॉइनिंग लेटर तुम्ही घेऊन जा, ऑफर लेटर घेऊन जा.
मग आ मस्त, मस्त. छान, छान. मग आईकडे देताना कसं वाटलं?
आणि आईला तर आधी क म्हणजे कळायला मार्ग नाही की हे काय? आणि हे काय देतेस? मग आईने ते ए एन्व्हलपमध्ये आम्ही फोल्ड करून असं देवाच्या अ, म्हणतात ना की आमचं जे दे देवघर होतं तिथे ठेवलं आणि मग मी आईला सांगितलं, "की अगं त्याच्यावर हळदी-कुंकू वगैरे नको वाहूस, ते ते लागेल पुढे" हो.
अच्छा. हं, हं. <chuckles> नाही हरकत नाही, हरकत नाही. पण मग ते तुम्ही कसं म्हणजे फोनने वगैरे आधी कळवलं का डायरेक्ट घरी जाऊन सरप्राईज? घरी गेलात. हां, मग काय काय झालं? बाकीच्यांचं काय रिएक्शन होतं?
नाही, नाही घरी गेले मी, अ, फोनने नाही कळवलं. घरी गेले. आणि नाही, नाही सगळ्यांची चांगली रिएक्शन होती आणि सगळ्यांनीच हे सांगितलं की मनापासून काम कर, आधी शिकून घे. मग म्हणतात ना की व्यवस्थित अ, म्हणजे आता नाही का म मध्यमवर्ग म्हटलं, की तेच एक सगळ्यांची बोलणं असतं की व्यवस्थित काम करा, मनाने अगदी मेहनती मेहनत करा आणि मोठे व्हा. तर तेच सल्ला सगळ्यांनी दिला. आणि नंतर मग अ, काम जेव्हा आमची सुरुवात झाली, जसं मी म्हणाले तुम्हाला, की 3 महिने पहिल्यांदा ट्रेनिंगच होती आणि शेवटच्या 5 दिवसांमध्ये आमचे जे क्लायंट्स होते, 5 दिवस ते आले होते.
हं, हं. बरोबर.
मला वाटतं युके वरून आले होते.
अच्छा.
त्या प्रोजेक्टसाठी. आणि मग अ, त्यांनी खूप लोकांची नावं घेतली आणि त्यांनी सांगितलं, की म्हणजे आमच्या ना छोट्या-छोट्या टेस्ट व्हायच्या.
अच्छा. हां, हां, हां. असतात ते ट्रेनिंग पिरियडमध्ये.
ट्रेनिंग पिरियडमध्ये. तर अ, त्याच्यामध्ये ना एक अ, एक सेक्शन होतं, की अ, सिक्युरिटी किंवा सेफ्टी असं म्हणू शकता तुम्ही. आणि त्या सेक्शनमध्ये मी आणि माझी मैत्रीण आम्हा दोघींना जास्त, सर्वात जास्त गुण मिळाले होते.
असेस करायला. हां. हां. अरे वाह!
आणि मग त्यांनी आम जेव्हा आमचं नाव घेतलं ना, की या दोघींचं नाव आणि आणि म्हणजे आम्हाला म्हणतात ना, की असं फेपरं भरलं होतं. की अरे
हं. हं. गगनात एकदम आनंद सगळा.
हो. म्हणजे काय कळतच नव्हतं, की अरे! हे एकतर अशा लोकांना कधी बघितलं नव्हतं आणि ते लोकं म्हणजे सतत त्यांच्या मीटिंग्स वगैरे मोठ्या मॅनेजमेंट बरोबर चालायच्या आणि कसं काय आपल्याला हे मिळालं. माझी मैत्रीण आणि मी तर म्हणजे आमची म्हणतात ना, की बोबडीच वळली की "अरे! हे कसं काय आपल्याला मिळालंय?" अगदी.
नाही. पण तुमचे श्रम जे तुम्ही केलेत आणि जे तुम्ही अ, ट्रेनिंगमध्ये पण लक्ष घालून जी मेहनत केली असेल नक्कीच त्याजं हे यश असणार.
हो, हो. हं. हो, हो. आणि मग
मग तुमचं ह्यानी आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. तुमचा आत्मविश्वासाबद्दल काय सांगाल याच्याबद्दल?
हो. पण मी खरं सांगते तुम्हाला, की अ, जसं म्हणतात ना आपल्याला नेहमीच, स्वतः बद्दल एक कमीपणा वाटतो, की जसं मला सुरुवातीला तिकडचं जे म्हणतात ना एक झगमग बघून वाटलं होतं, की कदाचित इथे टिकणार नाही. ही माझ्यासाठी नाही आहे. पण तुम्ही तुमचं काम बोलतं तुमच्या विषयी. आणि तसंच झालं, की मला जसं काम येत गेलं, मी जसं काम करत गेले आणि बाकी गोष्टी मग मी अनुभवाने शिकले. मग ते ड्रेस असू दे, चप्पल काही म्हणजे जो तुमचा एक बाह्य स्वरूप जे असतं. ते तुमचं खरं काम असतं. ते मला माझे जे सीनियर्स होते, त्यांनी खरंच बसून समजावून सांगितलं. आणि मग चुका होतच होत्या. मला आठवतंय पहिली जेव्हा चूक झाली होती ना, हं. आम्ही लाइव्ह गेलो
हो. बरोबर. हां. हो. अ, हां.
आणि अ
अच्छा! म्हणजे तुम्ही टेक्निकलमध्ये होता?
हो, हो आणि आम्ही लाइव्ह गेलो त्या प्रोजेक्टमध्ये आणि माझे सीनियर होते आणि त्यांनी मला सांगितलं, "तू हे सबमिट केलस का?" म्हंटलं, "हो, सबमिट केलं." मग ते म्हणाले की ना, "हे बघ असं आहे ना की हे तू चुकीचं केलय" आणि माझी म्हणजे अशी म्हणजे म्हणतात ना भंबेरी उडाली म्हंटलं, "अरे! देवा आता काय?
एकदम घाबरून गेला असाल? अरे आता काय करायचं? कसं होईल?
घाबरून गेले मी. मग ते म्हणाले, "हो" आणि ते म्हणाले अ, "घाबरू नकोस, पहिल्यांदाच झालाय, असं होत असतं. पण मी तुझा काही एरर मार्क करत नाही आहे. मी तुला परत पाठवतो सिस्टमवर. तिथे दुरुस्त कर आणि परत मग मला सबमिट कर आणि सबमिट करायच्या अगोदर मला विचारत जा."
हं. हं. अरे वा! अच्छा! मग तुम्हाला एक संधीही मिळाली आणि एक प्रोटोकॉल ही मिळाला की बाबा आधी विचारून पुढे गेलं तर अजून व्यवस्थित म्हणजे काय असेल तर आधीच चुका दुरुस्त करता येईल. छान! छान! हो, हो.
मग हो. हं. हं. कारण कळत नाही ना सुरुवातीला. की आपण हे हां, वेळ जातो. दुसरा तिसरा च दिवस होता.
प्रोसेस नीट करायला थोडासा वेळ जातो, थोडा टाईम जातो अन् ते हां. आणि छोट्या चुकीने लगेच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, ते खरंच तुमच्यासाठी पण बरं झालं असेल.
हं, हं. आणि अ, ते म्हणतात ना, की आपण एक एटिकेट्स असतात कामात.
हं, हं.
तर प्रोसेसमध्येही जसं एक अ, प्रोसेसचे एक फ्लो असतो. तर ते मी अगदी नेटाने पाळायला लागले, की म्हणजे हां, थोडं दुर्लक्ष नाही झालं. पण ते शिकण्यासाठी वेळ लागला म्हणजे नक्कीच. पण हळू-हळू मग प्रोसेस शिकले, काम करत गेले. अ, अप्रिसिएशन वगैरे येत होतं. चुकाही थोड्या-थोड्या होत होत्या, पण अ, जसं तुम्ही म्हणालात ना की आत्मविश्वास खूप वाढला माझा.
बरोबर. हो. हो. मग आज जर मागे वळून पाहताना तुम्ही तो दिवस म्हणजे पहिली नोकरी, पहिला जॉब, पहिला इंटरव्ह्यू. हे जेव्हा तुम्ही बघता तर नवीन लोकांना यातून काय सल्ला द्याल?
हं. हं. मी नवीन लोकांना हाच सल्ला देईन, की पहिल्याच दिवशी तो झगमगाट बघून तुम्ही असं दचकून जाऊ नका. कारण अ, तुमच्यामध्ये ते म्हणतात ना, की ते गुण सगळे आहेत. म्हणूनच तुम्हाला तो फोन आलाय. त्या बाह्यरूपावर अगदी तुम्ही म्हणतात ना, स्वतः असे मंत्रमुग्ध होऊन जाऊ नका.
त्याच्यावर करा, पण तेवढ्याने अ, हे नाही करायला पाहिजे मा माझ्यामध्ये. हो. बरोबर.
हां. स्वतःला कमी नका लेखू तुम्ही, पहिली गोष्ट. आणि आत्मविश्वास ठेवा स्वतःवर की तुम्हाला फोन आलाय याचा अर्थ तुमच्याकडे तुमचा जो रेझूम आहे. हां. तो तुम्ही ते बघूनच त्यांनी तुम्हाला बोलावलंय. तुमच्यामध्ये ती पात्रता आहे आणि तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही खरं मी तर म्हणेन, की मलाही अ, स्वतःबद्दल शंका होती, पण तरीही मी ते पूर्ण केलं.
काहीतरी आहे. हां. नक्कीच. बरोबर. हं, हं. म्हणजे पहिलं असतं ते नवीनच असतं. त्याला आपल्याला समोरे जायचं असतं. म्हणजे कमी न लेखता. म्हणजे पूर्ण हां, पूर्ण आत्मविश्वासाने, पूर्ण प्रयासाने म्हणजे पूर्ण झोकून दिलं, की तुम्हालाच तुमच्या मर्या अ, लिमिट्स कळतील. किती किती भरपूर करू शकता तुम्ही असा अंदाज येईल. तुम्ही खूप छान सल्ला दिला आणि तुम्ही खूप अ, छान-छान गोष्टी माझ्याशी शेअर केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. पुन्हा भेटू.
हो, हो. आत्मविश्वासाने काम करा मी म्हणेन. हो, हो. हो. नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.